आम्ही आमच्या जीवनात पाहतो की आम्हाला सिनेमा बघण्याची आजकाल सगळ्यांनाच खूप जास्त सवय लागलेली आहे. आणि सिनेमा बघण्याचे भरपूर प्रकार देखील आहेत. जसं की अ, लोकं थिएटरमध्ये पिक्चर, सिनेमागृहात किंवा मोठं घरी थिएटर बनवून किंवा टीव्हीवरती चित्रपट पाहतात. परंतु ऑनलाईन म्हटलं ना, त्याच्यावरती आम्ही पाहतो की स्ट्रीमिंगने सिनेमा बघण्याचा अनुभव अ, म्हणजे वेगळाच असतो. तर सिनेमा स्ट्रीमिंगचे सिनेमा बघण्याचा अनुभव कसा बदलला आहे, असं तुला वाटतं बरं?
अ, नक्कीच. आता स्ट्रीमिंगमुळं काय झालंय ना? की अ, आपल्याला सहजरित्या आहे ना, आपल्या वेळेच्यानुसार जो आहे, आपल्याला आवडता जो सिनेमा आहे किंवा मग एखादी वेब सिरीज आहे. ती आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहता येती. आणि जेणेकरून काय आपला वेळेचा थोडासा सदुपयोग होतो आणि चांगले कंटेंट आपल्याला जे आहेत
हं, हं.
पाहायला भेटू लागलेत. मला असं वाटतं.
अगदी बरोबर. हो, नक्की. तर स्ट्रीमिंगमुळं आपल्याला चांगले कॉन्टेंट पाहायला भेटतं, असं तुझं मत आहे. तर खरं सांगायचं तर, इतक्या वर्षानंतर सिनेमागृहात जाऊन बघणाऱ्यांच्या घरच्या पडद्यावरती चमक, म्हणजे आम्ही पाहतो की ओ-टी-टी वगैरे चालू झालेलं आहे. आम्ही पहिल्यांदा चित्रपट सिनेमागृहातच पाहायचो. त्याचा अनुभव नेमका कसा आहे आजकाल? तुला वाटतो की तो अनुभव पुढं ना पुढे बदललेला आहे?
अ, नक्कीच अ, बदललेला आहे तो अनुभव. कारण की सिनेमागृहात, सिनेमा पाहण्याचा तो एक वेगळाच अनुभव आहे. त्याला तुम्ही जे आहे, की जे आपण स्ट्रीमिंग करून बघतो किंवा ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर जे बघतो, त्याच्यामध्ये तो तो अनुभव नाही क तुम्ही कंपेअर करू शकणार पहिली गोष्ट तर.
हं, हं. हं, हं. अगदी बरोबर. हो, हो.
काही ठराविक सिनेमे आहे जे आहेत ना. बऱ्याच वेळा असं वाटतं, की नाही हे सिनेमागृहातच पाहिल्यावर त्याची मजा येते. ते आपल्याला घरी स्ट्रीमिंग करून पाहायला बिलकुल मजा येणार नाही. पण आता काय झालेलं आहे ना, की बऱ्याच वेळा असं होतं की
हं, हं. हं, हं.
सिनेमे चांगले बनत नाही आहे, की जेणेकरून मग असं वाटतं आहे, की बाबा आता सिनेमागृहात जाऊन तू सिनेमा बघावा. पण आता खर्च एवढा वाढलेला आहे, सिनेमागृहांची तिकिटे म्हणा, भरपूर काही खर्च वाढलेला आहे. त्यातल्या त्यात मग इंटरवलचा खर्च. तो नाही झेपत सर्वसामान्य माणसाला. मग जेणेकरून काय, हा एक त्याला चांगलं ऑप्शन भेटलेलं आहे, की स्ट्रीमिंग करून पाहणं किंवा ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर करून पाहणं. आणि याच्यातही अशी सुविधा आहे, की तुम्हाला वेळेचा अभाव येतो, की कंटिन्यूअसली तुम्हाला बसून नाही बघायचा. जेव्हा थोडा वेळ आहे. थोडा बघून तुम्ही तो पॉज करून मग तुम्ही परत नंतर सुरुवात करतात. आणि ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्सवर आता जे वेब सिरीज येत आहेत, त्याचं असं आहे की त्याच्यामध्ये 8 भाग, 9 भाग, 10 भाग अशा पद्धतीत येतात. तर एक-एक त्याच्यातला जो भाग आहे, पार्ट जो असतो ज्याला आपण म्हणतो, तो 30 मिनिटं, 40 मिनिटाचा आहे. तर तो सहजरीत्या तुम्ही करू शकतात, की घरी फॅमिलीलाही वेळ देऊ शकतात, ऑफिसचं काम करू शकतात किंवा मग ऑफिसला जाताना ट्रॅव्हलिंगमध्ये सकाळी जाताना एखाद भाग बघितला. संध्याकाळी येताना एक भाग बघितला किंवा रात्री वेळ भेटला, तर मग एखाद भाग बघितला. तर अशा पद्धतीने तुम्ही तो बघू शकतात. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर आता ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर ज्या पद्धतीचे वेब सीरीज जे येऊ लागले आहेत किंवा मग हे स्ट्रीमिंगवर ज्या पद्धतीचे जे सिनेमा येत आहेत
हं, हं. हं, हं. हो. हो. हं, हं. अगदी बरोबर. हो. हं, हं. हो. हं, हं. अगदी. हं, हं. हं, हं.
एवढे अप्रतिम येतायेत ते त्यांचा कंटेंट एवढा भारी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर त्याच्यामध्ये जे कलाकार आहेत जे
हं, हं. हं, हं.
ॲक्टर्स त्याच्यामध्ये घेतले जातात, की असे ॲक्टर्स घेतले जातात ना, की ज्यांना खरंच
हो, हो.
ॲकटिन्गबद्दल ज्ञान आहे. किंवा ज्यांची खरंच ॲकटिन्ग पाहण्यासारखी आहे, की ज्यांना आपण कुठेतरी मिस करत होतो, की मोठ्या चित्रपटांमध्ये त्यांना तो चान्स नाही भेटला, कारण की काय आहे, मोठे चित्रपट म्हटलं तर काय आपले मोठे फिल्मस्टारच आहे. शाहरुख खान, सलमान खान आपण यांच यांच्या मोठ्या स्टारचेच पिक्चर पाहायला थिएटरमध्ये जातो. पण आता त्याला काही स्टोरीलाईन राहिलेली नाही आहे. पण हे छोटे ॲक्टर्स एवढी चांगली कामगिरी करतात. ते आता पाहायला भेटतय, तर मग आता त्या छो मोठ्या ॲक्टर्स कडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो पूर्णपणे बदलला गेलेला आहे.
अगदी. हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हो, अगदी बरोबर बोल पण कधी-कधी या जे वेब सिरीज आहे, स्ट्रीमिंगवरती चालतात वगैरे, तर अ, तुला नाही वाटत का ह्या खूपच जास्त लांब असतात? आणि खूपच कधी कंटाळवाना? कारण की टीव्हीवर आपण सिनेमा पाहतोत तर तो 3 तासात संप जिकडं-तिकडं संपतो. किंवा जास्तीत जास्त 2 दीड तासामध्ये. पण ती अ, ह्या जे ओ-टी-टीवर प्लॅटफॉर्मवरती सिरीज येतात त्याना ही त्यांचे भाग राहतात किंवा सीजन पण राहतात. तर त्याच्याविषयी काय बरं टाइमपास होत नाही जास्त लोकांचा. तुला तर तुला काय वाटतं बरं?
अ, मला तर असं वाटतं नक्कीच नाही, कारण की हा दृष्टिकोन आहे बघण्याचा. आता जे काही ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर जे काही वेब सिरीज येत आहेत, तर आता त्या वेब सिरीजचे सिरीज त्या वेब सिरीजचे सिरीज झाले, म्हणजे जी वेब सिरीज आहे, सिरीज 1, सिरीज 2, सिरीज 3, सिरीज 4, अशा पद्धतीने चालू आहे. तर त्यातलेच मला काही एक्झाम्पल द्यायचे असले, तर एक अ, आता सिनेमा आला होता Money Heist म्हणून, एवढा चालला तो, सुरुवातीला लोकांना काही कळत नव्हतं, पण जो बघायला एकदा सुरुवात केली ना, तर तो माणूस ती वेब सिरीज सोडूच शकत नाही. आपल्या ह्याच्यात स सांगायचं झालं तर, एक पंचायत म्हणून एक आली होती वेब सिरीज. त्याच्याबाबतीतही तसंच. सर्वसामान्य कहाणी होती ती, तीही लोकांना एवढी आवडली. त्याच्यानंतर मग गुल्लक म्हणून एक आली होती. गुल्लक तर अशी वेब सिरीज आहे, खरंच ती बघण्यासारखी आहे, की एक छोटं कुटुंब असतं, की त्यांच्या घरातलं एक छोटं गुल्लक, ज्याच्यामध्ये ₹1-2 रोजचे टाकल्या जातात आणि त्या घरामध्ये होणाऱ्या गमती, जमती, शेजाऱ्यांच्या गमती-जमती, एवढं चांगलं आहे, त्याचेही 3 सिरीज येऊन गेलेत.
<clears throat> हं, हं. हं, हं. हं, हं. हो. हो, हो. अगदी हं, हं. हं, हं. अच्छा. हं, हं, हं, हं. हं, हं, हं.
म्हणजे कुठे ना कुठे हे बांधून ठेवतं ना आपण ती वाट बघत असतो. म्हणजे प्रेक्षक जो आहे ना, तो अक्षरशः वाट बघतो की आता नवीन सीरीज केव्हा येणार? आता नवीन सीरीज केव्हा येणार? आणि हे छोटे-छोटे भाग काय आहे पटकन संपून जातात. असं काही वाटत नाही, की बाबा पूर्ण वेळ द्या कन्टिन्यूअसली. तर त्यामुळेच त्यांनी काय केलंय ते, जसं पिक्चर आहे 3 घंट्याचं तसं त्यांनी पिक्चर 3 घंट्याचा न करता, त्यांनी काय केलंत 30-30 मिनिटांचे त्यांनी एपिसोड बनवले छोटे-छोटे.
हो, हो, हो. अगदी बरोबर बोललास. हो. हं, हं. अगदी, अगदी. त्या मालिकेसारखेच. तर नेमकं अ, याच्यामध्ये पण असं होतं ना, अ, प्रेक्षक <clears throat> म्हणजे काय करतात, जोडून ठेवण्याचं काम करतात. परंतु अ, म्हणजे त्याच्यामुळे इफेक्ट पण भरपूर होतो, अ, मला तर वाटतो, की टाइमपास जास्त होण्याचा चान्सेस राहतो. लोकांच्या टाइमावरती खूप परिणाम होतो कारण की ते सोडत नाही. आणि मी हे ऐकलं, की ती Money Money Heist
हो.
खूप चांगली सीरीज आहे. आणि त्याप्रमाणे ते बघतात म्हणून. तर कुटुंबासोबत किंवा मित्रासोबत कधी सिनेमा पाहण्याच्या जुन्या काळातील पहिला शो म्हणजे तू पाहिला का समजा? अन् मिस होतोय का तुला का हे ओ-टी-टी पाहताना? कारण की मला नाही वाटत, की त्या ओ-टी-टी पे मध्ये किंवा या सीरीजमध्ये असं काही त्या सिनेमागृहातला अनुभव असेल त्या मित्रासोबत, त्या मैत्रिणीसोबत, असा काही अनुभव येत असेल, मला तर नाही वाटत. तुला काय वाटतं नेमकं
नाही, अगदी बरोबर आहे. ह्या गोष्टीशी मी एकदम तंतोतंत सहमत आहे. कारण की काय आहे, ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवरची जेव्हा आपण वेबसिरीज बघतो ना, तर शक्यतो आपण घरीच बघत असतो. ते काही सिनेमागृहात लागत नाही. आणि मग हे वेबसिरीज बघताना काय होतं ना. की घरी बघत असताना आपण घरचे कोणी मेंबर्स आहेत ते इंटरेस्ट घेत नाही कारण की एवढे भाग त्यांना पाहायलाच कंटाळवाना वाटतो पहिली गोष्ट तर. आणि दुसरी गोष्ट काय आहे ना, की आपण घरात जो सिनेमा बघतो, आता घरात आपण तुम्ही कितीही वेळ द्या, की घरातल्या एखाद्या व्यक्तीसोबत तुम्हाला सिनेमा बघायचा. तो साधा सिनेमा का असू देत नाहीत. ओ-टी-टीचा वरचा सोडून. पण ते 3 घंट्याच्या सिनेमामध्ये तुम्ही कमीत-कमी 10 ते 15 वेळा उठणार, मोबाईल वाजणार, मुलांकडं जाणार, काही खायला आणणार, काही कशाला आणणार. त्या सिनेमातला अर्धा भाग तर आपण तिथं सोडूनच येतो. मेन डायलॉग झाले, की मेन पिक्चररायझेशन झालं. मग आपण हल थोडक्यात येऊन काय झालं? काय होणार होतं? हा काही बोलला का? तो काय म्हणला का? ते असं होतं ना, पण जो सिनेमागृहात आपण जो जातो, तो माइंडसेट आपला सेट असतो. तो अंधार, तो माहोल आणि तो सिनेमा कसा का असू देत नाही, आपण एक दुसऱ्याशी बोलत सुद्धा नाही. किती प्रिय व्यक्ती आपल्या बाजूला असू द्या. तर आपण बोलणार फक्त इंटरवलमध्ये. पॉपकॉर्न खाणार? का कोल्डड्रिंक पिणार? बस्स तेवढंच संभाषण होत असतं. आणि मग पिक्चर सुटल्याच्या नंतर चांगला होता, कसा होता, उगाच आलो, असं ते संभाषण होतं. पण पूर्ण वेळ आपण त्या पिक्चरला देतो. 3 घंटा आपला जो माइंड आहे ना, तो त्या स्क्रीनवरच असतो. बाकीचे कुठलेच विचार करत नाही आपण त्यावेळेस.
हं, हं. हं, हं. अच्छा. बरोबर. हं. हं. हो. हं, हं. बरोबर. हं, हं. हं. हं, हं. म्हणजे हो, हो. अगदी. बरोबर आहे. अगदी. अगदी बरोबर बोललात. खूप छान. हं, हं. अगदी. अगदी बरोबर बोललास की आपला सर्व माईंड त्याच्यावरच असतो. फोकस, लक्ष, आहे ना? लक्ष्याबद्दल पण आपण बोललो की लक्ष त्याच्यावरच असतं नेमकं. तर अ, लक्ष ज्यावेळेस आपण ठेवू त्याच वेळेस आपल्याला ती गोष्ट समजेल आणि दुसरं काहीच नसतं. पण घरामध्ये आम्ही पाहिलं की खूप डिस्ट्रॅक्शन असतात. मुलं येतात, हे बोलता, फोन येतो, बायको काही काम सांगते, जाऊन घेऊन या, नंतर पहा. तर अशा गोष्टी होतात, मला पण ते माहीत आहे त्याच्यात <chuckles> तर अ,
अगदी बरोबर. अगदी बरोबर.
आत्ताच्या समजा ते आम म्हणजे आम्ही आ तु असं काही करतो का? पॉपकॉर्न वगैरे घेतो, कधी खातो? म्हणजे जसं पिक्चरच्या टॉकीजमध्ये भरपूर लोकं करतात आणि ते खात-खात ते पाहतात. तर अशातला काही भाग करतो का? ते म्हणजे पिक्चरच्या पिक्चर सिनेमागृहातली फीलिंग यावा म्हणून?
अ, नक्कीच कधी-कधी ट्राय करतो. पण शक्यतो काय आहे, मी जेवणाच्या वेळेस जे आहे ना, हे बघणं प्रिफर करतो. कारण की कसं शांततेत संध्याकाळची वेळ असते ना, तेव्हा मला कधी-कधी आवडतं की घरी कोणी नाही आहे बाबा किंवा मग घरातले व्यक्ती सगळे झोपलेले आहेत, त्यांचे जेवणं अगोदर झाले, मी उशिरा आलो, मग त्यावेळेस काय करतो मी थोडंसं हे बघताना जेवण करणे, मग त्याच्यानंतर आरामशीर पाणी पिणे ह्या गोष्टी थोडंसं करायला आवडतात मला. पॉपकॉर्न-वॉपकॉर्न तर काय घरी कधी बनवून असे काही नाही खाल्ले, पण असं बऱ्याच वेळा होतं की पिक्चर पाहताना मग काही थोडीशी खाण्याची इच्छा होते, मग घरात काही असलेले ते चिप्स-वेफर्स किंवा मग फराळाचं सामान असतं, दि फराळाचं फराळाचे काही पदार्थ असतात दिवाळीच्या पिरियडमधले, मग ते खाणं, असं प्रिफर करतो.
हं, हं. हं, हं. हं, हं. हां, हां. हं, हं. अरे वाह! खूप सुंदर. हो, अच्छा अच्छा. मस्त बरं मग. तर मला हे सांग ना की हे अ, जे निर्दर्शक आहेत हे ना. जे लोकं हे सिरीज बनवतात, ते बनवतात. कधी-कधी तुला नाही वाटत का? ह्यांच्या स्टोऱ्या लईच भलत्या लांब करतात, छोटंसं सांगायचं असतं पण लय लांबवून सांगतात फिरून-फिरून, कारण की त्यांना ते सिरीजच्या पार्टमध्ये बनाव लागतं. कधी-कधी तुला नाही वाटत का यांचं मोजमाप व्यवस्थित नाही किंवा या उगाचच ताणल्या जातात? आणि मी पण कधी-कधी अनुभवलं की त्याला जे सांगायचं आहे ना, ते खूप वेळेनंतर सांगतो किंवा खूप वेळेनंतर ते, म्हणजे ताणून सांगितल्या जातं. तर तुझं काय मत आहे याच्याबद्दल?
अगदी होतं. बऱ्याचशा अशा वेबसिरीज आहे की ज्याच्यामध्ये वाटतं, की बाबा की पाहिजे तसा ज्या वेबसिरीजमध्ये काय आहे की तेवढा दम नव्हता, असं मला म्हणायला काही हरकत नाही आहे. की ही गोष्ट काय आहे की एवढ्या सीरीजपर्यंत काही ती ओढण्यासारखी नव्हती. एवढे एपिसोड बनवण्याची काही गरज नव्हती. हे 3-4 एपिसोडमध्ये सुद्धा झालं होतं, आणि जेणे कारण काय होतं ना, की भलेही ती कथा चांगली होती, तो प्लॅटफॉर्म चांगला होता. पिक्चरायझेशन चांगलं होतं. पण मग तिथं असा एक दृष्टिकोन असा येऊन जातो, की हा बनवायचा म्हणून बनवल्या गेला, याच्यात काही एवढा विशेष काही असं वाटलं नाही. तिथं तो असं फीलिंग येते की नाही 3 पार्टमध्ये केलं असतं ना, तर अजून बेस्ट झालं असतं. पण यानं हे उगाचच ओढलं ना, त्याच्यामुळं काय झालं की ते बांधून नाही ठेवलं ती वेब सिरीजने मग त्याच्यानंतर काय तर एकाचा रिव्ह्यू गेला तर प्रत्येकाचा रिव्ह्यू तसाच पद्धतीने जातो. आणि आपल्याकडे तर ते चलनच आहे की चांगल्या वस्तूला कोणी एखाद्यानं नाव ठेवलं आणि ते मार्केटमध्ये ती हवा झाली त्याची तर मग त्या गोष्टीकडे कोणी बघतच नाही. त्यातला तो भाग त्याच्यामध्ये होतो. नक्कीच होतो.
हं, हं. हं, हं. हं. हं. हं, हं. हं, हं. मग अगदी बरोबर. हं, हं. हं, हं. हो. अगदी बरोबर बोललास की याच्यातला भाग तो नक्कीच होतो. तर समजा ह्या स्ट्रीमिंगचे समजा मराठी आणि इतर प्रादेशिक सिनेमा, डायरेक्टर टू ओ-टी-टी रिलीजबद्दल तुझं काय मत आहे? काय निरीक्षण आहे बरं तुझं? काय वाटतं? आपण पाहतो की यांच्यामध्ये हे डायरेक्टरच आता डायरेक्ट ओ-टी-टी झालेलं आहे. आणि याच्यामध्ये भरपूर बदल झालेले आहेत. मराठी सिनेमा किंवा मराठी प्रादेशिक सिनेमा. याच्यामध्ये आणि यांच्यामध्ये एक मोठं अ, म्हणजे कॉम्पिटिशनच लागलेलं आहे, असं झालेलं आहे. तर आपण नेमकं काय करायला पाहिजे? सर्जनशील प्रेक्षक मिळवणे किंवा म्हणजे ज्यांना आवड आहे त्याच्यामध्ये अ, ते टिकवून कसं ठेवता येईल? आणि पुढे नेता कसं काय येईल? आणि कोणचा आपण रेफर करू शकतो पाहण्यासाठी, असं तुला वाटतं? आणि त्यानं हं, हं. आणि पैश्यावरही परिणाम झालेले आहेत मला असं वाटतं की अ, सिनेमा बनवण्यासाठी वेगळा पैसा लागतो. जास्त लाग कमी लागतो आणि याला वेगळा लागतो. तर याचे पण भरपूर परिणाम झालेत. त्याचं सांगू शकता का काही?
अ, अगदीच मला असं सांगावंसं वाटतं. अ, अगदी बरोबर सगळ्यात अगोदर जे आहे, ते पैशाचं बोलूया आपण. दोन्ही बाजूनं बघा विचार करूयात, की ठीक आहे जो डायरेक्टर आहे, जो पिक्चर बनवतो ना, त्याला पैशाचा विचार करायला लागतो. मोठी स्टार कास्ट असती, तर जास्त त्यांना किंमत करोडोमध्ये त्यांना किंमत द्याव्या लागतात. मग त्यांना त्या हिशोबानं लोकेशन्स म्हणा, बाकीचा क्रू मेंबर्स सांभाळणं. बऱ्याच काही गोष्टी आहे, की तो जेणेकरून तो पिक्चर करोडोंच्या बजेटमध्ये बनतो आणि तो नाही चालला व्यवस्थितपणे किंवा स्टोरीमध्ये दम नसला. तर मग तो तर त्याचा तर दिवाळाच निघणार आहे पहिली गोष्ट तर. दुसरी गोष्ट असं आहे की आता प्रेक्षक वर्ग. की काय होतं ना आता प्रत्येक सिनेमा येतो. आता भरपूर सिनेमा यायला लागले. आता प्रत्येक सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहायचं, म्हणजे फार एक्सपेन्सिव झाल. फार महाग झालेलं आहे थिएटर आता. साधा पॉपकॉर्न बी घ्यायचं म्हटलं तर ₹500 सहज चालल्या जाता.
हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. हं, हं. अच्छा. हो अगदी बरोबर बोललात. हं, हं.
तर त्याच्याही खिशाला थोडंसं अ, कात्री आहेच. तर मग जेणेकरून हे दोन्ही गोष्टींचा विचार आहे. पण अगर सिनेमे असे बनवलेत, की तुम्ही सहकुटुंब जा सिनेमाला जा जाण्यासाठी भाग पाडले गेले किंवा मग अशा पद्धतीचं बनवलं, की खरंच तो विचार डोक्यात आहे आला पाहिजे सगळ्यात पहिले की नाही हा सिनेमा तर थिएटरमध्येच जाऊन बघायचा. तर प्रेक्षक जे आहे, तो नक्कीच थिएटरमध्ये जाईल. कारण की आता ₹1000-1200 चे जरी टिकट असले, तरी प्रेक्षक जो आहे, तो घेतो आवडीनं. त्याला आवडीचा सिनेमा असेल, तर तो त्यावेळेस विचार नाही करणार ठीक आहे ना आज ₹1000-1200 चालले काही फरक नाही. सिनेमा त्या लेव्हलचा आहे ना, मी तो तिथंच बघेल. तर हा एक विचार करण्याची गोष्ट आहे की तुम्ही त त्या लेव्हलचे सिनेमे बनवा. प्रेक्षक नक्कीच थिएटरमध्ये येणार, पुन्हा पाहायला.
हं, हं. हं. हं, हं. अगदी-अगदी, बरोबर. अगदी तू जे बोललंस ना, सुचवलंस ना, ते अगदी बरोबर आहे. की प्रेक्षक येणार आणि त्या लेव्हलला पाहायला पाहण्याचा प्रयत्न करणार. आणि खरंच अ, या स्ट्रीमिंगची जी सिनेमा आहे, बघण्याचा अनुभव सिनेमा बघण्याचा अनुभव कसा बदललेला आहे? याच्याविषयी तू खूप छान बोललास की कशा-कशा प्रकारच्या सीरीज आहेत, काय आहेत नेमकं, कशा असतात त्या? आणि खरंच मला बोलून खूप आनंद झाला या सर्व गोष्टीवरती. तुझे खूप खूप आभार आणि खूप सारे धन्यवाद!
मलाही तुमच्याशी बोलून फार छान वाटलं आणि नक्की पुन्हा बोलायला आवडेल. मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद!